हं. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे का? मी अं, आम्हाला त्या गोष्टींचा अर्थ कळला की बाबा मला समजलं, की मी तिला काय चुकीचं बोललो किंवा तिने काय चुकीचं गृहीत धरलं. तर मग त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी बसून जेव्हा ते सॉल्व्ह केलं, जेव्हा तो एकदम शांत संवाद झाला आमचा, त्याच्यानंतर म्हणजे असा इतका फरक पडला ना आमच्यात की आमच्यात आता भांडणंही झाली ना
अच्छा. हां. म्हणजे तुमचे राग पण एकदम, म्हणजे म्हणतात ना, शिंगांचा हळू-हळू, काय म्हणतात? हळू-हळू एकदम शांत फुलं झाली असतील <chuckles> अच्छा, अच्छा.
हो. शिंगांचं हळू-हळू म्हणजे, इतक्या लवकर नाही झालं बघा. इतक्या लवकर तर होऊच शकत नव्हतं, कारण माझी जी मैत्रीण आहे ना, खूप रागीट आहे. तिला खूप राग येतो आणि तिला शांत करणं म्हटलं म्हणजे तिच्या घरच्यांना ती उलटं बोलून देते. फक्त तिला शांत व्हायचं असलं ना, ती माझ्याजवळ येते. कारण तिला माहिती आहे, की मी जसं तिच्यासोबत शांत संवाद करतो तसं कोणीच करत नाही. आणि कारण प्रत्येक मुलीच
हां. अच्छा, म्हणजे स्वभावानेच ती रागीट आहे?
हो, ती स्वभावानेच रागीट आहे. आणि प्रत्येक मुलीचं एक असतं ना, की तिला सांभाळणारं कोणीतरी एक लागतं, ज्याच्यावर ती ट्रस्ट करेल किंवा ज्याला मनातलं सगळं शांत होऊन तिला विचारेल, की जो तिला विचारेल, की बाबा "ठीक आहे, तू चिड-चिड करतेस, पण का करतेस? तुझं का असं होतंय?" हे सगळं तिच्यासाठी तिला विचारणारा मी होतो. तर मग हां. तर मग आमच आहे ना त्याच्यानंतर शांत संवाद व्हायला लागले. शांत संवाद म्हणजे आता थोडी जर आमची मिस मिसअंडरस्टँडिंग झाली किंवा आम्हाला थोडं जर आमचं वर-खाली झालं, तर मिला ती मी तिला म्हणायचो
अच्छा. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की मागे जसा काही गोंधळ झाला शब्दांचा, तसा तुम्ही प्रत्येक शब्द मग कुठे चुकतोय? काय शब्द कुठल्याच अ, शब्दामुळे ट्रिगर येत आहे? कुठल्या शब्दामुळे राग होतोय? हे तुम्ही अ, काय म्हणताय अ, अ, पाठच्या अनुभवाप्रमाणे शिकायला लागलात आणि दुरुस्त करायला लागला हां.
हां. हो. हं, हं. शिकायला सुरुवात केली.